हां, हां.
ज्या भाषेतली गाणी हवी ते सगळे त्याच्यावरती अवेलेबल असतात. म्हणजे फक्त एक क्लिक करतात.
बरोबर <chuckles> म्हणजे त्यांना फक्त इथे अ, सर्च करायचं आहे. सर्च जसं केलं, मूव्हीचं नाव टाकलं की सर्व त्या मूव्हीमधले गाणे त्यांच्या हातात लगेच, लगेच तिथे.
हं. बस-बस. करेक्ट-करेक्ट. लगेच ते समोरचं म्हणजे एकवेळा समोरचं जे ऐकवेल ते ऐकण्याचा काळ ते आता आपल्याला ज्यावेळी जे गाणं हवं, ज्या काळातलं हवं, ज्या भाषेतला हवं, ते अवेलेबल
अरे बाप रे! <chuckles> हां. ते सर्व आपल्या आपल्या हातात आलंय म्हणजे ते. म्हणजे असं म्हणता येईल की पहिले जे होतं आपल्याला जे आहे त्याच्यातच आपल्याला समाधानी मानावं लाग लागत होतं. पण आता कसं आहे की आपल्याला जे आवश्यक आहे तेच आपल्या हातात आपण अ, जेवढे आपला मूड आहे ते त्या हिशोबाने ते गाणे आपण तिथे अ, ऐकू शकतो आणि जिथे वाटलं तिथे ऐकू शकतो ना. कारण की पहिले तुम्ही सां सांगितलं की मोठा टेप रिकॉर्ड होता तो रेडिओ. रेडिओ छोटा, छोटा, छोटा होता-होता मग ते मोबाईलमध्ये आला एकदम छोटूश्या ह्याच्यामध्ये. बरोबर बरोबर. तर हां.
हातात आलं. हां, हां, हां, हां. त्या हिशोबाने आपण करू शकतो. बरोबर बरोबर. अ, रेडिओ होता सगळ्यात मोठा हां. हां. एकदम छोट्यास्या ह्याच्यामध्ये हा, हा झाला अ, संगीत मनोरंजनाबद्दल झालं हे सगळं. आणि मग त्यानंतर आणखी मनोरंजनाचे बरेच साधन होते. म्हणजे माझ्या प पंजोबांच्या काळी जर तुम्ही म्हणाल तर तेव्हा आहे ना अ, जे काही अ, जागरण, गोंधळ म्हणा किंवा अ, कीर्तन म्हणा, असे जे कार्यक्रम असायचे जे मंदिरात व्हायचे किंवा एखाद्याने गोंधळ केला तर त्याच्या घराच्या समोर मंडप लावून ते गोंधळ करायचे. अ, त्याच्यामध्ये 2 प्रकार होते. म्हणजे मनोरंजन पण तेच आणि देवधर्म पण तेच. त्यातूनच ते मनोरंजन हे करायचे ते लोकं.
अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां, हां. हां, हां. हो, हो, हो, हो, हो. कीर्तन. हां. हो, हो, हो. अच्छा. अरे वाह! अरे वाह! म्हणजे दोन्ही एकाच ठिकाणी आणि आज पण असं ते गावात पहायला मिळते बरं का पण शहरात असं काही भेटत नाही, ते पाहायला.
हां. हां, हां, हां, हां. हो, हो. नाही-नाही. अ, शहरात मिळत नाही असं बघायला. आणि त्यात नंतर मग माझ्या आजोबांचा जेव्हा काळ आला तेव्हा आजोबांच्या काळाच्या वेळी अ, जत्रा भरायचे गावात. प्रत्येक गावात अ, प्रत्येक गावामध्ये जत्रा भरायचे. तेव्हा त्या जत्रेमध्ये वेगवेगळे तमाशे यायचे. नाटक यायचे.
हां. हां. अच्छा. हां, हां, हां, हां. अच्छा. हां, हां, हां. अच्छा.
नाही का. तेव्हा नाट्यगृहांचं काय एवढं प्रचलन नव्हतं. त्यामुळे मग अ, तंबूमध्ये सगळे ते नाटकं असायची किंवा तमाशे असायचे. अ, तर ते एक मनोरंजनाचं साधन होतं. त्या काळामध्ये हं. हो नंतर माझ्या वडिलांचा काळ आला तर काही-काही गावांमध्ये, काही-काही शहरांमध्ये सिनेमांचे थिएटर्स होते.
हां. हो, हो, हो, हो. बरोबर. हां, हां, हां, हां. त्या काळामध्ये. हां.